कसं आहे ना आपण शाळामध्ये आपल्या जातो किंवा कॉलेजमध्ये आपल्या जातो, ते म्हणजे पूर्ण आपलं करियर आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी एक आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन भेटेल आणि आपल्याला नवीन गोष्टी शिकायला भेटतील यासाठी. पण कधी-कधी काय होतं, शाळांमध्ये ना पुरेसं एवढं मार्गदर्शन दिलं जात नाही करियरबद्दल. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
तर मला असं वाटतं की अ, आपण जे करियर आपण निवडतो, आपण जे आपण अभ्यास करतो, नाही का, आपण शाळेत असा कुठलातरी विषय असतो आपल्याला तो आवडतो, तर अ, करियर मार्गदर्शन म्हणजे फक्त आपल्या शाळांमध्ये असं पुरेपूर होत नाही अ, आजकाल तरी असं मला वाटतं, कारण हे बघा आता जर कोणी गणितात चांगलं असलं तर त्याला असं लगेच सांगून देतात, "अरे तू इंजिनियर हो," नाहीतर जर कोणीतरी नाहीतर "तू डॉक्टरच हो." तर म्हणजे फार वरवरचे सल्ले आजही देतात आपल्या शाळांमध्ये. आणि इ माझ्या शाळेचं म्हणजे मी उदाहरण देतो. आता तेव्हाचा तर काळ वेगळाच होता हो. म्हणजे तेव्हा करियर म्हणजे तुम्ही एक तर डॉक्टर बना, इंजिनियर बना नाहीतर यू-पी-एस-सीची परीक्षा द्या. एवढे 3च अ, उदाहरणं होती, पण मला
हो. बरोबर. अच्छा. अच्छा. मला वाटतं 1 मिनिटं हां, वकील पण बनायला सांगतात खूप लोकांना.
हो, हो, हो वकील म्हणजे हां, कारण हां, वकीलही बनायला सांगायचे. बरोबर, बरोबर. तर अ, व्हायचं कसं की आता नुसता आणि एक निबंध असायचा. मला आठवतं की मी शाळेत असताना इतके निबंध लिहिलेत, अ, की इंग्रजीतही, हिंदीतही आणि मराठीतही की तुम्हाला मोठं होऊन काय करायचंय?
बरोबर. म्हणजे शेवटचा 10वा प्रश्न हे ना? 10 मार्क्सचा प्रश्न.
हो, हो, हो. नाही म्हणजे, आपण नाही का उगीचच असता आपल्या परीक्षेमध्ये आला की तुम्हाला मोठं होऊन काय काय करायचंय? तर तो म्हणजे आपण लिहिलं त्याच्यासाठी आपल्याला मार्क मिळाले. पण मला नाही वाटत कुठल्याही म्हणजे माझ्या शिक्षकांनी तो वाचून म्हणजे, नाही का, विचार केला की "अरे वाह! काहीतरी करायचंय ह्याला, काहीतरी आपण सुचवावं." तर तो काळ वेगळा होता आणि आजकालही मी माझ्या मुलाच्या शाळांमध्ये जातो, तेव्हा असं मला खाससं काही दिसत नाही हो. म्हणजे ते प्रयत्न करतात की त्यांनी पुस्तकातलं शिकवावं. परीक्षेत मुलांनी मार्क आणावे बऱ्यापैकी. पण असं कुठे मला वाटत नाही की आपण मुलांचे गुण ओ शाळांमध्ये ओळखल्या जातात आणि त्यांना असं काही सुचवल्या जातं, पालकांशी बोलल्या जातं. असं काही होत नाही जास्त.
अच्छा. बरोबर. आता तुम्ही बोललात की तुम्ही आणि तुमच्या मुलांमध्ये पण खूप मोठा फरक दिसतो. तसंच ग्रामीण आणि शहरी भागात आणि सरकारी आणि खाजगी शाळा, यांच्यामध्ये पण मार्गदर्शनामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला?
हो ना. तर आजकाल शहरात आपण बघितलं तर त्या काही म खूप मोठ्या शाळा आल्यात. म्हणजे त्यांची फी वगैरे एवढी असते त्यांना इंटरनॅशनल स्कूल असा प्रकार म्हणतात. तर तिथे आजकाल मी पाहिलंय की करियर काउंसलिंगसाठी वगैरे एक वेगळं त्यांनी एक छोटंसं ऑफिस सारखं केलेलं असतं. 1 2 व्यक्ती तिथे म्हणजे कायम तिथेच असतात, पूर्ण दिवस तिथेच बसलेले असतात.
हो, हो. बसलेले असतात, हां.
तर मुलांना त्यांना जाऊन भेटता येतं, त्यांचा सल्ला घेता येतो आणि अ, अ, तेही मग बघतात की नाही का मुलांचे मार्क वगैरे बघून ते तेही सुचवतात की नाही ह्यांनी असं चांगलं करावं, हा या-या क्षेत्रात काम करावं. तर शहरांमध्ये कुठे ना कुठे चालू झालंय, सगळीकडे नाही. पण कुठ कुठल्या-कुठल्या ठराविक शाळांमध्ये. गावांमध्ये आता मला खरं म्हणजे जास्त मी फिरलो नाही आहे गावांमध्ये. पण जेवढं मी ऐकलंय, पाहिलंय तर गावांमध्ये आपल्यावर कधी-कधी म्हणजे शिक्षणच नीट होत नाही. म्हणजे अशा बऱ्याच शाळा असतात आपण पेपरात वाचतो नाही का, अजूनही 10000 शाळांमध्ये शिक्षकच नाहीये का इथं अमुक-मुक पदं रिकामी आहेत आणि त्यासाठी लोकच मिळत नाहीयेत. तर गावातल्या बिचाऱ्या मुलांना मला वाटतं की कधी-कधी शिक्षकच कमी पडतात शिक्षण घेणं हेच एक खूप मोठं चॅलेंज असतं त्यांच्यासाठी. अ, साधनं नसतात त्यांच्याकडे नाही का, आता पुस्त अ, शाळेला इमारत नसते हो. तर मग बाकी तर काय बोलणार आपण?
हां. अच्छा. बरोबर. हो. पण आता बघा ना, गावात किंवा शहरात अभ्यासक्रमाचा खूप सारा प्रेशर असतो. कोचिंग पण खूप लोकांनी लावलेली असते आणि त्याच्यामध्ये आहे ना त्यांना म मुलं खूप कन्फ्यूज होतात की आता कोणता करियर चूज करावा किंवा काय करावं नक्की? कारण एवढे ऑप्शन अवेलेबल आहेत. मग अशा वेळी शाळांनी काही केलंय? असं तुम्ही काही निरक्ष म्हणजे तुम्ही काही असं बघितलंय का? की नाही यावेळी शाळांनी खूप चांगलं पाऊल उचललं किंवा यावेळी शाळांनी खूप व वाईट किंवा एवढं चांगलं नाही केलं. असं काही तुमचा एक्सपिरियन्स आहे का?
हो. हो ना. तर माझ्या मुलाच्या शाळेचं मी उदाहरण दिलं, अ, या वेळा तर त्याच्यात त्यांनी आजकाल एआय वर्कशॉप नावाचा एक प्रकार काढलाय.
अच्छा.
तर त्याच्यात कसं आहे हे बघा, आजकाल तंत्रज्ञान इतकं वाढलं आहे, की कुठे ना कुठेतरी आपल्या देशात म्हणजे आपले जे शिक्षण मंत्री असतील, त्यांनीच म्हणजे ही सुरुवात केली असेल, मला असा ठाम विश्वास आहे. तरं
हो.
ए आय शिकवणं मुलांना कारण हे बघा, आपण भूगोल शिकवतो, इतिहास शिकवतो, ते खूप चांगलं आहे हो. म्हणजे मुलांना ते हल्ली येत म्हणजे माहिती असली पाहिजे. पण आता नवीन जगात त्यांना राहायचं आहे, तर तिथे काय-काय साधनं असतील, तर मला वाटतं शाळा ही आजकाल थोडीफार म्हणजे प्रयत्न करायला लागली आहे. अ, कम्प्युटरचा म्हणा, एक कंपल्सरी क्लासच असतो. म्हणजे अगदी लहान-लहान मुलांनाही कम्प्युटर व्यवस्थित वापरायला येतो. तर अ, कुठे ना कुठे शाळाही प्रयत्न करत आहेत आणि पालकांनी पण जरा सपोर्ट करावं असं मला वाटतं. कारण पालकांनाही वाटतं, की हे सगळं शिकून काय करणार आहेत मुलं? पण नाही, मुलांना गरजेचं आहे.
हो. बरोबर, आता तुम्ही बोललात, की काही लोकांना किंवा गावाला, मुलांना एवढं चांगलं शिक्षण भेटत नाही, शिक्षक कमी पडतात. मग अशावेळी कमी खर्चात किंवा तातडीने त्यांनी जर का शाळा बदलली तर त्यांनी कोणत्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे त्या शाळेमध्ये कोणत्या अशा गोष्टी पाहिजेत की त्या मस्ट हॅव अशा लिस्टमध्ये पडतात.
हो ना. अगदीच तर पहिली गोष्ट म्हणजे अ, गावातनं जेव्हा आणि मी बघितले म्हणजे बरीच मुलं नाही का, असं शिकायला अ, अगदी 10वी नंतर येतात किंवा आत्ता शाळेच्यामध्येच येतात, तर त्यांनी असं बघावं की त्यांना जो त्रास होत होता ॲटलीस्ट तो तरी त्यांना या नवीन शाळेत किंवा कॉलेजात होऊ नये. म्हणजे तुम्ही नाही का अगदी गाव सोडून शहराला येताय आणि अशाच शाळेत ऍडमिशन घेताय ज्याची इमारत नाहीये, शिक्षक नाहीयेत. तर थोडी-फार म्हणजे विचारपूस करायची. म्हणजे आता कठीण जातं हे मला माहिती आहे. पण अनुभवाने किंवा लोकांना विचारून आणि आज-काल इंटरनेट तर गावातही वापरतात हो तर गावातही नाही का त्यांना वापरून असं बघता येतं की कुठली शाळा चांगली आहे. रिव्ह्यूज लिहितात आज-काल लोकं. कमेंट-सेक्शन तर खूपच सुंदर असतो, प्रत्येक गोष्ट गोष्टीखाली आज-काल. तर थोडंसं म्हणजे हे बघावं, की आणि ती फी किती घेतायेत? तेवढी फी घेऊन त्याच्यात नक्की शिकवतायत काय? म्हणजे असं कुठे ना कुठे नाही का कारण अगदी जे गावातून येतात त्यांना थोडासा थोडीशी तरी निराशा असते त्यांच्यात की आपलं शिक्षण चांगलं नाहीये. जर त्याच्यासाठी ते एवढं मोठं पाऊल उचलत असले, तर मला वाटतं की त्यांनी मग ते नीट उचलावं, म्हणजे विचार करून चांगला निर्णय घ्यावा.
हो. बरोबर हो. हो. हो, हो. बरोबर. आता मगाशी तुम्ही बोललात बघा, की तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये एआय वर्कशॉप घेतले जातात. असे काही सरकारचे अ, अ, म्हणजे आता केलेले, नवीन सुरू झालेले वेबिनार, वर्कशॉप किंवा प्लॅटफॉर्म्स तुम्हाला काही माहिती असेल तर सांगाल का तुम्ही?
हो. हं. तर आजकाल अ, म्हणजे माझ्या ऐकण्यात आलंय, म्हणजे म्हणजे एवढं मी पाहिलं, मले एवढं माहीत नाहीये, पण आजकाल सरकार असं बघते, की ज्यांना म्हणजे खास करून कम्प्युटरची आवड असणे, म्हणजे सरकार असे खूप उपक्रम करते, जिथे कोडिंग शिकवतात मुलांना. एआयचं तर मी तुम्हाला उदाहरण सांगितलंच किंवा लहानपणापासूनच म्हणजे ज्यांना असं नाही का डॉक्टर बनायचंय वगैरे, तर त्यांना फक्त त्या क्षेत्राकडे लक्ष द्यावं असा प्रयत्नही सरकारचा चालू आहे. कारण होतं कसं की आपण अ, इतिहासात आपल्याला कमी मार्क मिळाले. असंही होतं त्याच्यामुळे काही लोकं डॉक्टर बनत नाहीत. कारण त्यांचा ओव्हरऑल मार्क कमी होतात. तर सरकार असा विचार करतोय नाही का, की लहा शाळेत असतानाच ओळखावं की कुठल्या मुलात कुठले गुण आहेत आणि त्याचा पुरेपूर्ण वापर कसा करता यावा. तर ही सुरुवात तरी झालीये आपल्या देशात, एवढं तर मला सांगता येईल.
अच्छा. हो. हां हां. अच्छा. आता बघा ना, काही लोकं किंवा मी असं बोलन, की जे युनिव्हर्सिटीमध्ये असतात, महाविद्यालयामध्ये असतात, त्यांना सगळं नॉलेज असतं आणि त्यांना माहिती असतं की शाळा आपल्याला मार्गदर्शन, करियर वाईज जेवढं पाहिजे होतं, तेवढं करत नाहीये. अ, अशा मुलांनी काय केलं पाहिजे, की त्यांना खूप चांगला एक्सपोजर भेटेल बाकीच्या गोष्टींचा आणि त्यांचं करियर पण खूप चांगलं होईल?
हो, ना. हं. तर, मुलांना आजकाल आणि खासकर जे कॉलेजमध्ये असतात, महाविल विद्यालयामध्ये असतात, त्यांना मी असं सुचवतो की तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान घेऊ नका. म्हणजे तुम्ही जरा बाहेर निघा, जगात सध्या काय चालल आहे ते बघा. कारण आजकाल बघा ना, आता यूट्यूबर म्हणा, इन्फ्लुएन्सर म्हणा, ब्लॉगर म्हणा असे कितीतरी करियर आलेत, जे म्हणजे आधी लोकांनी ऐकलेही नव्हते.
हो.
तर आता बघा, म्हणजे असं ब क कुठे-कुठे दबाव असतोच हो आपल्यावर, की नाही का आपण शिकून अमुक-अमुक प्रकारची नोकरी करावी, वगैरे असा घरचा, समाजाचा असतोच दबाव. पण मला आजकाल वाटतं की कारण आजकालचं अ, जे जनरेशन आहे ते थोडं बदललंय. म्हणजे त्या लोकांना जाण जास्त आली आहे, त्यांना म्हणजे माहिती खूप आहे, तंत्रज्ञान खूप आहे तर ते त्यांनी वापरावं. म्हणजे त्यांनी ॲटलीस्ट म्हणजे तेवढा रिसर्च त्यांना करता आला पाहिजे, की काय चाललंय आपल्या जगात ते आपल्याला करता येईल का? कारण इंटरनेट आहे हो त्यांच्याकडे. आब आधी आपल्याकडे इंटरनेट नव्हतं त्यांना त्यांच्याकडे आज एवढं मोठं साधन आहे, ते वापरावं त्यांनी.
हो. बरोबर. बरोबर. पण बघा ना, आता ह्या सगळ्यामध्ये पालक पण खूप मोठा रोल प्ले करतात. मग पालकांनी एखाद्या मुलांना किंवा स्वतःच्या मुलांसाठी जेव्हा शाळा बघायची असेल आणि त्यांचं करियर मार्गदर्शन याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं असेल, तर असे कोणते पॉइंट्स आहेत जे पालकांनी त्यांच्या डोक्यात ठेवले पाहिजेत, त्यांच्या मुलांना एखाद्या नवीन शाळेमध्ये ॲडमिशन देताना?
हो. तर अशा वेळेला पालकांनी हे बघितलं पाहिजे, की आपण आपल्या मुलांना ज्या शाळेत टाकतोय, तिथला शिक्षणाचा दर्जा कसा आहे? सगळ्यात आधी तर ही गोष्ट आपल्याला बघायची म्हणजे गरज आहे. कारण होतं कसं, की आणि आपल्या मुलाला नक्की आपण थोडेफार गुण तरी आपण ओळखतो.
हो.
तर आपल्या मुलाला करिअर ग्रोथसाठी काय हवंय, ते त्या शाळेत आहे का? एक साधं उदाहरण म्हणजे, तुमचा जर मुलगा खूपच सुंदर फुटबॉल खेळत असला, ते आपल्याला लहानपणापासूनच दिसतं, की त आपला मुलगा खूप चपळ आहे, तो खेळतोय खूप व्यवस्थित. तर अशा मुलाला तुम्ही एखाद्या शाळेत घातलं, तिथे ग्राउंडच नाहीये, पण शिकवतात खूप छान तुमचा मुलगा नाही शिकणार हो तिथे. त्याला जायचीच इच्छा होणार नाही. तर मग असे छोटे-छोटे विचार करावे आणि आपल्या मुलांनाही विचारावं, मुलं लहान असतात तरी सांगतात. त्यांना आजकाल बरंच समजतं.
हो. हो, बरोबर. बरोबर, खूप छान माहिती दिली तुम्ही करियर मार्गदर्शन आणि ग्रामीण आणि शा शहराकडच्या शाळा आणि तुम्ही जो तुमच्या मुलांना दिलेला शि शिक्षणासाठीचा एक एक्सपोजर त्याबद्दल ऐकून मला खूप छान वाटलं आणि तुमच्याबद तुमच्यासोबत पुन्हा बोलायला नक्की आवडेल मला. धन्यवाद.
आपले पण खूप-खूप धन्यवाद.